अरे वाह! नक्कीच, नक्कीच. म्हणजे ही खरंच अ, अ, खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. मी पण आजपासनं खजूर खायला सुरुवात करेन. <chuckles>
<chuckles> <chuckles> हो, हो, निश्चित, निश्चित. ते पण हेल्दी आहेत ना अल्टरनेटिव्ह ते आपण खाऊ शकतो. म्हणजे आपण काय म्हणतो ना, केळ्यांनी वजन वाढतं. अरे पण तू बर्गर खातोयस त्याचं काय? तू हे खातोयस त्याचं काय? आणि ते नेचरनी तुला दिलंय तर ते निश्चितपणे त्याच्यापेक्षा तर चांगलच आहे ना?
हं. हो. नक्कीच. अ, म्हणजे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही इतकं छान अ, टिप्स सांगितल्या किंवा कसं आपण अ, आहार जो आहे, आपण आहार बदलला, की आपल्याला फिजिकली आपण किती एनर्जी आपल्याला वाटते किंवा मेंटली अ, आपण किती फिट राहतो. कसा आहार बदलायचा आणि नुसताच आहार बदलायचा नाही तर त्याचे स्टेप्स हळू-हळू सुरुवात करायची, त्याचे अल्टरनेटिव्हज फाइंड करायचे किंवा प्रत्येक ज्या त्या ऋतूमध्ये जो तो पालेभाजी म्हणा किंवा फळं म्हणा त्याचा अनुभव ते त्याचा लाभ घ्यायचा. म्हणजे निसर्गाने खूप दिलं आहे आणि अ, खूप ऑप्शन्स आहेत. आपल्याला असं नाही, की जंक फूड आणि प्रोसेस्ड फुडच खाल्ले पाहिजे.
हं. हां, हां. हळू-हळू सुरुवात करायची, बरोबर. हो, हो. हो, हो. अ, हां थोडस हे असं काही नाही आणि टेस्टचं जर तुम्ही बोलाल ना तर बघा, टेस्ट तर मसाल्यांची असते. अगदी तुम्ही मसाले जर व्यवस्थित टाकले ना, तर तुम्ही एखादी भाजी त्या प्रमाणे बनवू शकता हॉटेलसारखी. काही अवघड नाहीये.
हं. हो. हं. नक्कीच, नक्कीच. खूप छान वाटलं. खूप काही शिकायला भेटलं ह्या संभाषणातून धन्यवाद.
हो, हो. मलाही खूप छान वाटलं आणि तुम्ही खूप छान प्रश्न विचारले. अ, त्याबद्दल तुमचेही आभार, धन्यवाद.

अ, बघा कसं असतं ना, अ, तशा तर भरपूर थियरीज आहेत. पण एक सिंपल थियरी जर आपण द्यायची ठरवली ना, तर जेवढी प्रक्रिया अन्नपदार्थावर कमी, तेवढा तो पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगला आहे. मग आता जर आपण जर म्हणलं ना, की तो प्रोसेस केलेला पदार्थ आहे, तर तो बनलाय कधी? तो विचार करा, की तो बनला, त्याच्यावरती तेव्हा पण काहीतरी प्रोसेस झाली, त्याच्यानंतर तो असं नाही, की अ, फ्रोझन आहे म्हणजे त्याच्यावरती काहीच प्रक्रिया नाही, तो अर्धा शिजवलेला आहे त्यांनी, कारण लवकर पण झाला पाहिजे ना, तर कच्चा नाही आहे तो, अर्धा शिजवलेला आहे. म्हणजे त्याच्यातलं पोषणतत्व तेव्हाही गेलेलं आहे, परत आपण त्याला डीप फ्रीज करणार, मग डीप फ्रीज केल्यानंतर मग तो आपण परत त्याला फ्राय करणार किंवा मग शॅलो फ्राय करणार, म्हणजे आणि ते शक्यतो असे पदार्थ काय असतात, ते बटाटा तर बटाटा वगैरे जर बघितलं, तर मग ते तर त्याच्यात काही पोषणमूल्य एवढं असंही नाहीये. त्याच्यामुळं ते काय फक्त तुम्हाला कार्बोहायड्रेट देणार आहे. म्हणजे जर आपण पोषणतत्व बघितलं, समजा चिकन आहे, तर मग आता विचार करा, की आपण आता, मी तर खात नाही, पण अ, जे लोकं खातात, त्यांना माहितीच आहे, की बघा, आपण जर चिकन खातोय, तर ते 1 दिवसाचं चिकन ठीक आहे, आपल्याला बरं लागेल, आजचं उद्या खाल्लं तरी बरं लागेल. पण उद्याचा आपण परवा तर नाही खाणार ना. आणि ते तर वर्षाचं वर्षानुवर्षाचं आहे किंवा 5-6 महिन्याचं आहे, तर ते आपण खातोय, तर याचा अर्थ त्यात काय असणार आहे?
हं. हं. अगदी बरोबर. हं. हं. हं. हं, हं. हो. हं. हं. हं, हं, हं. हो. हं. हं. ना हां. नाह नाही, नाही. खाऊ शकत. हं, हं. हं, अगदी बरोबर. आणि आजकाल अ, कसं झालंय ना की मोस्टली ज्या लेडीज असतात ना, त्या ऑफिसपण बघतात, घरपण बघतात. कधी-कधी असं होतं ना की अ, म्हणजे आमच्यासारख्या मुली अ, तर घरात असं म्हणतात ना, स्टोअर करूनच ठेवतात इन्स्टंट, कोणी काय आलं की <chuckles> वेळ नसतो, वेळ तेवढा काढू शकत नाही आम्ही आमच्या रुटीन मधनं, तर इन्स्टंट किंवा प्रोसेस फूड वापरायचं लगेच ते तेलात टाकलं, तळलं बर्गर तयार. किंवा हे तर तसल्या अ, गृहिणींना किंवा तसल्या मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल?
हां, हां. हो. बरोबर, इन्स्टंट किंवा वेळ नसतो बरोबर, बरोबर. बरोबर. कळलं, बरोबर, बरोबर हां. हं.